खरं सांगू तर मी सांगते बघा तुम्हाला. मेल तर आपल्याला ऑफिसचे नेहमी येतात. तर मेल तर मी चालूच ठेवले. आणि मग अ, WhatsAppचे जे ग्रुप्स असतात, जसे की आपले ऑफिसचे, त्या ग्रुप कधी-कधी अपडेट असतात, जिथे की आपल्याला काम करता, तर त्यांचं चालू ठेवलं. अ, नाहीतर बाकी सगळ्या ग्रुप्सला म्यूटवर टाकलं. जे घरातले लोकांना सांगितलं, की तुम्हाला काय खरंच हवं तर डायरेक्ट कॉल करा, मेसेज करू नका. आणि Instagramचं तर पूर्ण बंदच केलं. कारण कसं आहे ना, आपले खूप सारे फ्रेंड्स असतात. मग ते प्रत्येक जण असं टाईम भेटेल, रील्स पाठवत राहणार. त्या टाईमला आपण फ्री असू, असं नाही ना? असं होतं आणि मग आपलं मन आणि आपलं लक्ष, ते डिस्ट्रॅक्ट करतात या गोष्टी आणि जो आपला एकांत म्हणजे आपला अ, जे असतं एकात्मता लागलेली असते, ती देखील कुठेतरी अ, म्हणजे भंग होते त्यानी. कॉन्सन्ट्रेशन हां आणि एकाग्रता असे ती देखील वाढत नाही. मन शांत होत नाही. आणि वेळ आपला असं कळत नाही तर रील्स बघताना इतका आपला हे होतो ना, की एखादी आजकाल लोकं सीरियल देखील Instagramच्या त्या रील्सवर बघत आहेत, असं झालेलं आहे. हो ना तेच.
हां, हां. हो. अच्छा. <chuckles> हां, ईमर्जन्सी असेल तर. हां, ते आहे. हं, हं, हं, हं. भंग होऊन जाते. हो. हं, हं, हं. हां. हां. रील्सवर बघतात. हां, हां. नक्कीच. <chuckles> मॅम, पटतंय मला आपला विचार कारण, की आजकाल अ, तेच चालू आहे. पण या नोटिफिकेशन बंद केल्यामुळे तुमचा फोन युजेचचा टाईम असा कमी झाला का?
हं. हो. कसं आहे ना, मी सगळं ते बंद केलं. तर मला ना, असं 1ल्या आठवड्यात थोडंसं असं चुकलं असं काहीतरी वाटलं, की काहीतरी असं मिस होईल का? की अ, म्हणजे असं वाटायचं वाटतं ना, की अरे मी तर नोटिफिकेशन मिस केलं, तर काहीतरी असं मिस होईल. पण मग अ, कळलं, की बहुतेक गोष्टी इतक्या ही तातडीच्या नसतात. हे आपण लॉकडाउनपासून अ, म्हणजे अनुभवलं आहे, की स जगात असं एकदम इम्पोर्टंट असं काही नाही. आपले आई-वडील आणि आपली फॅमिली सोडली तर, बरोबर? तर मग तेव्हा तो तो विचार मी तेव्हा केला. आणि मग असं वाटलं, की चला मी स्टार्ट केलं आणि मग 1ल्या आठवड्यात मला असा फरक जाणवला, की माझी झोप आहे ना, ती खूप चांगली अ, लागायला लागली मला.
हां, हां. हं, हं, हं. हां. काही होईल, काही इम्पोर्टंट मिस. हां. हां, हां. हो, खरंच. अरे, वाह! म्हणजे छा छान झोप यायला लागली गाढ.
हो, एकाग्रता देखील माझी वाढली. कारण माझं मन डिस्ट्रॅक्ट व्हायचं ना. काहीतरी मी करायला जायची. तर मग कोणी जर, मी समजा मेल बघायला गेली, तर मी जायची Instagramवर. असं व्हायचं कधी-कधी. मग अरे! काय करायचं होतं मला, तेच विसरले मी, असं व्हायचं. हं.
वाह, वाह, वाह! खूप छान. हां. <laughs> हां. हो. म्हणजे महत्त्वाचं काम सोडून आपण अ, अ, तेच करायला लागतो, ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत.
हो, हो. आणि मग नंतर असं वाटतं, की अ, माझं मन होतं ते शांत झालं. आणि मग वेळेचा वापर देखील जास्त प्रभावी झाला. आधी दिवस संपायच्या आधी वाटायचं, की काहीच केलं नाही म्हणजे असं पहिलं वाटायचं. आणि मग अ, पण आता सगळं व्यवस्थित वाटतं. म्हणजे कसं वेल प्लॅन दिसतं एकदम, काय केलं काय नाही हे कळत देखील. आणि थोडासा कमी वापर हां, आणि थोडासा कमी वापर झाल्यामुळे थोडं असं रिलॅक्स देखील वाटतं.
हां, हां, हां. हं, हं, हं, हं. खूप छान, खूप छान. हां, समजू शकतो मी.

हो. असं होतं ना, कधी-कधी. काय असं कसं सांगते बघा तुम्हाला. अ, ऑफिसचं काय असेल, की एक दिवस असं म्हणजे आपल्याला असं वाटतं काम वाढवलंय. तुम्हाला थांबायचंय असं देखील होतं. अ, मग मूड ऑफ होतो, की WhatsAppला समजतं. किंवा कधी-कधी बघा ना, नोटिफिकेशन असे देखील असतात, की जे आपल्याला क कोण गेल्याची किंवा या जगात कोणी नाहीये, त्या देखील वार्ता आपल्याला WhatsAppवरच समजतात. मग तेव्हा देखील थोडसं दुःख होतं. म्हणजे इमोशनल, मग कधी-कधी म्हणजे सगळे सगळेच नोटिफिकेशन हे अ, चांग आनंददायी नसतात. काही आपल्याला अ, वाईट वाटणार, म्हणजे वाईट देखील वाटतं आपल्याला काही गोष्टींमुळे. किंवा काही कधी-कधी जसं, की आता बघा आपण इंटरव्ह्य देत असू आणि मग आपल्याला एखादा मेल आला, की "यू अरे नोट सिलेक्टेड ऑर समथिंग." तर आपण नक्कीच थोडंसं दुःखी होतो. किंवा असं देखील नोटिफिकेशन असतं, की अ, आपल्या फेव्हरेट माणसाचं देखील एक नोटिफिकेशन असतं. एखाद्याचा मेसेज आला, की आपल्याला खूप आवडतं. आनंद होतो. तर तसं देखील एक असतं किंवा एखाद्याने आपल्याला मेसेज केलाय. तर ते खूप छान वाटतं आपल्याला असं.
अच्छा. कधी झालं होतं ते? हां, हां. हां. हां. हो, नक्कीच. हां, समजू शकतो मी. वाईट वाटतं. हो ना. हो. ते आहेच. हां, हां, हां, हां. <chuckles> खरंच अ, ते आहे. म्हणजे तुमच्या भावना खरंच समजू शकतो मी, की एखाद्या वेळेस वाईट वाटणं पण होतं आणि कधी-कधी काही नोटिफिकेशन बघून खूप आनंद आणि उत्साह पण येतो. पण अ, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ते नोटिफिकेशन बंद केलं, तर तो पहिला दिवस कसा गेला?
हं. हो. हं. पहिला दिवस, तर थोडासा म्हणजे असा कंटा म्हणजे असं झालं, की अ, मी ठरवलेलं हां एकदम, की आता मी नाही म्हणजे नाहीच बघणार. त्यामुळे स्वतःला तर मग अ, ठरवलं की नाही बघायचं.
हां, हां. असं वाटत ना, की नाही-नाही, आता थोडं बघून घेऊ. एकदा जाऊदे काहीतरी असं हातात घ्यायचं.
खूप कंट्रोल भरपूर कंट्रोल केला मी. थोडा जरासा विचित्र वाटलं मला हां, म्हणजे खूप अवघड, भयानक अवघड गेलं. काहीतरी मला म्हणाले मी काहीतरी मला चुकीच्या सारखं वाटतंय. एखादी गोष्ट अशी माझी खूप मोठी गोष्ट मिस होईल की काय असं मला वाटायला लागलं. मी तुम्हाला बोलली मघाशी. तर मग ते असं वेगळंच वाटायचं मला, की चांगलं नाही वाटायचं. पण मग नंतर जसं जसा एक वन एक आठवडा गेला, 1 वीक गेल्यानंतर अ, मग मला मात्र सवय लागली एकदम चांगली.
<chuckles> म्हणजे अवघड गेलं का तुम्हाला ते? <chuckles> हां, हां, हां, हां. <chuckles> हां. मग सवय लागली. <chuckles> नाही ते आहेच. पण तुम्ही असं दुसऱ्यांना पण सजेस्ट केलं का की त्यानंतर नोटिफिकेशन बंद करा, असा-असा फरक पड पडतो म्हणून?
हं. हो. मी केलं पण सगळ्यांनीच माझं ऐकलं नाही त्या टाईमला. ते म्हणाले, की "नाही, बाबा," म्हणजे ते ऐ प्रत्येकाचं शेवटी मत आहे ना. आता हे माझ्यासाठी मी केलं. पण सगळ्यांनाच त्या गोष्टी पटतात. आपण कधी-कधी सांगण्याचं काम करतो. पण सगळ्याच त्या गोष्टी ऐकत नाही जसं हं.
हां, प्रत्येकाचं नसतं तसं हां. ते आहे. पण असं म्हणतात ना, का लोक, नोटिफिकेशन वगैरे बंद केलं आणि मोबाईलचा वापर कमी केला. कॉन्सन्ट्रेशन वाढतं माणसाचं. तर तुमचं वाढलं का?
हं.

नाही, नाही. नक्कीच. अ, तुम्ही म्हणताय ना पटतंय मला. पण असं तुम्हाला कधी नोटिफिकेशन बंद करून, हा डिजिटल डिटॉक्स घेण्यासाठी काही इन्स्पायरेशन घेतली होती, का तुम्हाला तुमचं वाटलं?
हं. हं. कारण मी तुम्हाला खरं सांगू ना, माझी ना, मी ते रात्रभर बघायची रील. तर मला असं एकंदरीत वाटायचं, की अ, म्हणजे रील बघत बसणं आणि माझी झोप डिस्टर्ब व्हायची. आणि मग ऑफिसमध्ये मला अ, म्हणजे झोप यायला लागायची आणि म्हणजे असं म्हणतो ना, थोडंसं अनफ्रेश दिसायची मी. आपल्या चेहऱ्यामध्ये अरे! मला डोळ्यांखाली ब्लॅक सर्कल्स वगैरे आणि मग थोडासा लूकमध्ये, थोडंसं मग थोडंसं मनाला लागायचं. अरे, मी अशी का दिसतीये? असं मला वाटायचं, की असं का, असं का होतंय? असं देखील वाटायचं. हां. आणि मग नंतर मी जसं-जसं कमी केलं, तर मग मी स्वतःसाठी फार म्हणजे स्टँड घेतला माझ्यासाठी. अ, की मग आणि मग त्याच्यानंतर मग असं झालं, की सगळ्यांना वाटायचं अरे, कुठे गेलीस तू? गायब का झाली आहेस? म्हणजे ते पहिलं अचानक सगळ्यांना रिप्लाय देणारी, रिएक्ट करणारी मुलगी अचानक हां. कुठे गेली? असं देखील झालं.
हां, हां. हां. म्हणजे हां. बरोबर. अरे बाप रे! हां, हां, हां. हां. साहजिक आहे ते. हां, हां. <laughs> एकदम. हां. डेली ॲक्टिव्ह असणारे. नाही. नक्कीच. आणि ते डार्क सर्कल नंतर गेले का, मग नोटिफिकेशन बंद करून? <laughs> आ
हो, हो. गेले मी घालवले बाबा. मी अ, काय तुम्हाला सांगणार? एकदमचे अ, म्हणजे ब्युटीच्या बाबतीत, आपल्या चेहरा स्वतःच्या काळजी घेण्याच्या बाबतीत मी खूप अ, मला स्वतःला खूप इम्पोर्टंट हो. <chuckles> हो.
हो. नक्कीच. महिला वर्ग जास्त लक्ष देतं. <chuckles> तर तुम्ही अ, आता हे नोटिफिकेशन आता असं कधी झालंय का, की नोटिफिकेशन आलं आणि तुमचा मूड ऑफ झाला?

हो मला नक्कीच असं वाटतं. कारण कसं आहे ना आधी खूप अ हो कारण आधी बघा ना आधी सारखं-सारखं ते बघत बसायची किंवा समोरचा काय बोलतोय तिकडे माझं लक्षच नसायचं. असं देखील व्हायचं.
हां, हां, हां. हां, हां. हो, हो. म्हणजे आता तुमचं लक्ष पूर्ण असतं आणि त्यांनी लोकं आनंदी पण राहत असतील.
हो, आणि काय घरात आईपण ओरडायची. "अरे तुझं किती लक्ष त्या फोनवर असतं काय आहे त्या फोनमध्ये एवढं." त्यांना मग ते रील्स बघायचं आपल्या फोनमध्ये फक्त आपलं काय असतं, की रील्स बघत असतो आपण किंवा एखादा ड्रेस अ, ऑनलाईन शॉपिंगदेखील त्या फोनमध्ये आणि मी ते ह्याचं पण हे केलं हा ऑनलाईन शॉप म्हणजे जर मला काही असं वाटलं, की मी खूप जास्त शॉपिंग करते तर ते सरळ मी ते ॲपच उडवून टाकते. असं मी करते हो. <chuckles>
हां. हां. तेच तेच असतं हां. हो. हां, हां. अरे वाह! <chuckles> खूपच छान म्हणजे असं हा तुम्ही चांगला तोडगा सांगितला, की जास्तच तुम्हाला ते म्हणतात ना नोटिफिकेशन बंद करून सुद्धा तो ॲप त्रास देतो तर ॲपच डिलीट करून टाका. जर अ, उपयोगाचा नसेल.
हो. हं. हो, हो. कारण मग बघा ना कसं ते नोटिफिकेशन येतात आपल्याला मेल्सवर, की आज सेल आहे किंवा आज ह्याची डील आहे. मग आपण घेतच बसतो अननेसेसरीली. त्यामुळे मग ते नोटिफिकेशन बंद करण्यापेक्षा मी ॲपच उडवून टाकते. असं खूप जास्त हो.
हां, हां. हो. <chuckles> नाही खरंच अ, खूप छान आयडिया आहे ही. पण असं वाटत होतं का आधी, की तुम्हाला तुमचा फोन कंट्रोल करत आहे?
हं. हो मला असं वाटायचं कारण कसं ना अ, जेव्हा अ, जेव्हा आपण नोटिफिकेशन किंवा सोशल मीडियाचा जास्त वापर करतो तेव्हा आपण सोशल मीडियाला वापरण्यापेक्षा सोशल मीडिया आपल्याला वापरते असं वाटायला लागाय लागलेलं. आणि हो आणि मग ते असं झालं की माझं लक्ष आणि माझा पूर्ण टाईम मी त्या दुसऱ्यांच्या हातात देत आहे असं मला वाटायचं. तर मग.
हां, हां. <laughs> ते आहे, ते आहे. हां, हां. हो म्हणजे तुमचा मूल्यवान वेळ कुणीतरी दुसरंच वापरतंय आणि कमवत पण तेच आहे तुमचा डाटा वगैरे खतम होतोय आणि पैसे तुमचे जातात आहे.
हो, मग हो. हो तेच, तेच समजायला लागलं आणि मेन गोष्ट म्हणजे माझा आरोग्यावर देखील परिणाम करते. म्हणजे झोपेची वाट लावते. मी म्हणाले जसं की माझे ब्लॅक सर्कल्स आले, ते ते यायला लागले. त्यामुळे जरा खूप अ, मी जास्त मनावर घेतलं असं बोलू शकते मी.
हां, हां, हां, हां. हो, हां, हां, हां. <chuckles> नाही समजू शकतो मी. पण हे नोटिफिकेशन बंद केले तर अ, तुमचा तो अ, म्हणताय ना एवढा स्क्रीन टाईम आहे तो बसण्यामध्ये तुमचा कमी झाला. तर मग तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये असं काय वाढवलं त्या टाईमिंगचा उपयोग करण्यामध्ये?
हं. हं. हं. हं.